अ, बघा Dragon Ball Z आणि Pokémon जे आहे ना मी लहानपणीच बघायचो जसं खूप लहान होतो नाही का? म्हणजे माझ्या हिशोबानी अ, 4थी 5वी पासून कारण की एकदम लहान होतो ना मी 3री वगैरेला मे बी
अच्छा. हां, हां.
त्यावेळेस दूरदर्शनच होतं फक्त आमच्या इथं.
अच्छा. हं, हं, हं.
आणि पंचरत्न कार्टून यायचं त्यावेळेस वाटतं त्याच्यावरती. त्यानंतर 3-4 पासून मे बी मला असं वाटतं, की ते बाकीचे कार्टून यायला लागले. आणि मग मी ते बघायला लागलो नाही का?
<chuckles> अच्छा. अ
आणि खूप अ, चांगल्या रीती मला आवडायला लागले. डाय हार्ड फॅन झालो मी या कार्टूनचं. Pokémon तर अरे, विचारूच नका, त्या ॲशच्या गोष्टी.
पण अ, म्हणजे कोणता पात्र त्यामधला तुम्हाला जास्त आवडायला लागला आणि सीन कोणता आवडता होता? ॲशच का. ओके.
बोल मला ॲश मला ॲश ॲश जास्त आवडायचा आणि त्याचा पिकाचू. ते म्हणतात पिका पिकाचू. <laughs> ते जास्त आवडायचं आणि ती मिस्ट्री पण.
हं, हं. आणि ते थंडरबोल्ट वगैरे द्यायचं ना थंडरबोल्ट.
हां, आणि ते पॅरेट त्यांची ती 3 रॉकेट टीम आहे ना ती पण एक भारी होती, कॉमेडी होती. <chuckles> कायम हारायची ती. मला खूप अ, भारी वाटायचं ते नाही का? तो म्याव-म्याव, <chuckles> तो तर एकदम कधी सुधरायचा, कधी बिघडायचा. तर खूप भारी होतं.
हां, पिजन हां, हां, हां. <chuckles> बरोबर आहे. हं. अ <chuckles> अ, टीम रॉकेटचं असं होतं, "दुनिया को तबाही से बचाने के लिए" <chuckles>
हां, हां, हां. <laughs> ते तुमचा डायलॉग होता. आणि खूप जास्त आवडायचं ते Dragon Ball Z जे झालं, मला ते एक जास्त आवडायचं नाही का? त्यामध्ये तो गोकू झाला. म्हणजे नाही का मुख्य असा एकदम निरागस आणि अफाट स्टाईल त्याची, एकदम खतरनाक असं, सुपर असं, पंच विंच देऊन एखाद्याला उडवून टाकल.
<laughs> हां, बरोबर. हां, हां, हां. म्हणजे ते त्याचं पण आणि त्याचा सुपर लेव्हल पण असायच्या वेगवेगळ्या नाही का, गोकूच्या. हं, हं.
मग वेजेटा झाला. हां, हां, तो वेजेटा झाला, तो राजकुमार, ते गोहान झाला, गोकूचा मुलगा पिक पिकोलो झाला. ते असे म्हणतात ना खूप असं भारी होतं मला ते बघायला. आणि जुन्या आठवणी म्हणतात ना लहानपणीच्या आठवणी अरे, बाप रे बाप! जसं जसं नंतर म्हणतात ना आणि Tom and Jerry सगळ्यात फेवरीट आणि Scooby-Dooby-Doo ते पण मला खूप जास्त आवडायचं. अरे, वेड लागलं होतं मला ते
हां. <chuckles> बरोबर. हां. हां. <laughs> Scooby-Dooby-Doo कहा है तू?
हां. आणि ते नॉडी म्हटलं ना नॉडी, नॉडी एक होतं ल लहानपणी खूप असतो ना मी हां, त्याच्या आधी पण लागायचे कार्टून बरोबर. 1ली-2रीत होतं ना तेव्हा पण कार्टून लागायचे आठवलं मला. जुन्या घरात बघायचो मी ते नॉडी शाळेतनं पळत-पळत यायचो. 1ली-2रीत असताना ते लागायचं, आ गया नॉडी, नॉडी <laughs> ते असलं भारी गाणं होतं ना, तेच नॉड हां, हां, हां, हां. असलं भारी होतं ना ते नॉडी कार्टून म्हणजे असं साधं सुततं, त्याची कार घेऊन हिंडायचा इकडे-तिकडे फिरायचा, एकदम भारी आणि एक ऑक्टोपसचं पण होतं नाही का, कार्टून अ, अ
हां, हां. अच्छा. <chuckles> हं, हं. अरे बापरे! म्हणजे <chuckles> खुल कर बोल हुररे <chuckles> बरोबर आहे. हां, हां, हां. कोणतं? नाव तुम्हाला आठवते का त्याचं?
अ, ऑ अश्वद असं काहीतरी होतं त्याचं नाव.
अच्छा, अच्छा, ठीक आहे.
आणि त्याचा एक कुत्रा होता, लांब एकदम असा नाही का? <laughs> खूप अ, भारी होता आणि जसं-जसं मग ते म्हणतात ना एक म्हातारीचं कार्टून यायचं. एक म्हणतात ना एक जांभळा डॉग होता.
हां.